अरे, वाह! काय बोलता? वायरवाली की बिना वायरची?
हां, माझं स्वप्न आहे की आता बिना बिना वायरची. <chuckles> आणि चांगली फास्ट रेंजवाली. मी घेईल कधीतरी. तर मी म्हटलंय ना, आता मला खरंच घ्यायची परत इच्छा झाली ती. आणि लहानपणापासून परत भेटली नाही मला ती गाडी. <chuckles> हां, ते आवडलं मला.
<laughs> हो, हो, हो. अरे, वाह! नक्कीच घ्या, नक्कीच घ्या. हं. <chuckles> खूप छान, खूप छान. जेव्हा तुम्ही मागे वळून बघता, तर तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवतो तेव्हाची खेळणी, तेव्हाच्या खेळायची पद्धत आणि तेव्हाची आवड-निवड आणि आत्ताच्या बालपणीची पोरं पाहतो आपण. जे म्हणजे आपल्याहून लहान. तर त्यामध्ये काय तफावत जाणवते हो आपल्याला?
बघा, मी त्यावेळेस खूप आनंद करून खेळायचो. आजकालचे पोरं तशी खेळत नाहीत. त्यांना मोबाईल गेम, कॉम्प्युटर गेम जास्त आवडतात, नाही का? म्हणजे अ, म्हणतात ना, की माझे लहान भावाची मुलं आहेत ना. त्यांना एवढ्या रिमोट कंट्रोल गाड्या आणून दिल्यात. ते रेल्वे झुकझुक गाडी आणून दिलीये. ते खेळत नाही. नाही, नाही. लहानपणी मला पण दिली होती अशी झगझुक गाडी. ती पण मला लई आवडायची हां. असं रुळ लावायचे सगळे आणि त्यामध्ये ते फिरत राहते नाही का सगळं. तर आजकालच्या मुलांना ते आवडत नाही. आजकालच्या मुलांना ते खेळणं आवडत नाही. मला लय आवडायचं आणि माझ्याकडे सगळ्यात भारी खेळणं आठवलं. ती एक अ, अशी ब्लॅक एंड व्हाईट गेम होती. त्याच्यात नाही का, साप-बीप सगळ्या गोष्टी होत्या. घर बनवायचं, सगळ्या गोष्टी आणि ते अ, असं म्हणतात ना, पिवळी बटन होती त्याला थोडीशी कंट्रोलर आणि ते आवाज करत, करत खेळायचो. हां, ती गेम लय खेळायचो मी. <chuckles> ती आवडीची गेम होती माझी. खूप आवडीची म्हणजे आमच्या व्यवस्थिती गेम म्हणलं ना मला, तर सगळ्यात भारी गेम तीच.
हं. अगदी बरोबर बोललात. हो, हो, हो. हं. पण ते खेळत नसतील. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हो, हो, हो, हो. हं, हं. हं, हं. हो, हो, हो, हो. बरोबर, बरोबर. आलं लक्षात. हं, हं, हं, हं. खूप छान, खूप छान. हां, हां.

अरे, बापरे!
ते अ, रेल्वेच्यामध्ये असं बघा असं ब्रिज असतो थोडा केलेला आणि तिथं गॅप असतं तिथं. नशिबाने आम्ही अ, निघाला पाय रेल्वे यायच्या आधी आणि तिथून उडी टाकली खाली नाही का ते अ, असतं सिमेंटच ती हां, हां, हां आणि नंतर मग मी हे पण खेळायचो माझ्या वडिलांची जिम होती.
हां, हां. अरे, बापरे! म्हणजे थोडक्यात बचावलेत तुम्ही. हां.
तिथं जिमला जायचे ते तालमीत. तालीम आणि जिम दोन्ही होती. तिथं जाऊन बाहेर ते बघा लटकायचं असते.
अच्छा. हो, हो, हो. समजलं.
त्याला पण लटकून, लटकून खेळायचो मी. ते पण खेळणं बनवलं होतं माझं <chuckles> आणि अ, खेळणी खूप होते माझ्याकडं. त्यानंतर मग मला अ, म्हणतात ना, असं हे होतं, पंखा बघा पंखा असतो उडवायचा बांबूकॉप्टर.
हं, हं, हं, हं, हं. <chuckles> हं, हं, हं. हो, हो, हो, हो, हो.
हां, ते बांबूकॉप्टरनी खूप खेळायचो. आणि म्हणतात ना खूप मजा यायची मला असं ते बांबूकॉप्टर खेळायचो. उडवायचो इकडं-तिकडं, इकडं-तिकडं आणि नंतर मग एक अ, अ, दिवाळी आली ना
हो.
बघा एक असं टिकलीच यायचं असं, ते असं टॉवेलसारखं असायचं आणि त्याला असं मागं करून टिकली ठेवायची. असं वरती फेकलं, खाली आलं की ठपकन फुटायचं ते. <chuckles>
बरोबर, टिकल्या फोडायच्या त्याला. हां. हां. आपटी बॉम्ब वगैरे म्हणायचो आपण त्याला, आपटी बॉम्ब वगैरे.
हां, आपटी बॉम्बसारखं टिकली टाकायला लागायची मला थोडी नाही का? आणि त्या वरती फेकलं, खाली आपटलं आणि ते असं अ, बरोबर खाली यायचं टोकावर आणि टोक दाबलं गेलं, ते फुटायचं. तसल्या गोष्टी लई करायचो, अन मी काय करायचो ना अ, लहानपणी अ, सांडशी असते ना सांडशी
अच्छा, अच्छा, अच्छा. अच्छा. हं. हो, हो. पक्कड.
नाही, सांडशी. हां, सांडशी घरात असती पकडायची बघा पकडसारखीच. ती सांडशी घ्यायचो, त्याच्यामध्ये टिकली ठेवायची आणि पोरांच्या मागे जाऊन असं खपटकन आपटायचं आणि फुटायचं. ते पहायचे माझ्याकडनं. <laughs>
हं, हं, हं. आणि ती फोडायची. <chuckles> बरोबर बरोबर. हो, मलाही आठवतं. तर हे जे सर्व खेळाचे प्रकार तुम्ही सांगितले, यातला कोणचा खेळ म्हणजे तुम्हाला असा पूर्ण मनात घर ब करून बसला आणि समजा, तुम्हाला हा खेळ पुन्हा एकदा म्हणजे नाही का आता मोठे झालात, तरी खेळायला आवडेल, यातला कोणचा खेळ?
हां.

फुल वाजवायचो. मी एकदा वाजवत होतो धाम, धाम, धाम आणि एकदा तर तुम्हाला सांगता, अरे बरं झालं आठवलं लहानपणी मला आहे ना, आजोबांनी बंदूक घेऊन दिली ती बंदूक. आजोबांचं स्वप्न होतं की मोठेपणी आर्मीत जावं, नाही का.
हं, हं, हं. अच्छा. अच्छा.
हां, तर अ, आजोबांचं स्वप्न होतं की मी मोठेपणी त्या त्यांच्यासारखं आर्मीमध्ये जावं आणि सर्व्हिस करावी. त्यासाठी त्यांनी मला एकदा ना, मोठी अशी बंदूक घेऊन दिली, अेके-फोर्टी सेव्हन कशी असती.
हां, हां, हां.
तशी. दाबली ना असं कर-कर-ट्यू-ट्यू-ट्यू अशी वाजायची आणि बटन दाबलं की त्या फायरिंग वहायची ड्यू-ठू-टू-टू-टू-टू इलेक्ट्रिक होती नाही का आणि ती घेऊन आहे ना ती घेऊन तुम्हाला विश्वास नाही पटणार काय? मी अख्ख्या गल्ल्या-बोळ्या आमच्या एरियात तच फिरायला लागलो आणि सगळ्यांना म्हणालो, "ए ओडू, मारू का तुला? हां, मारू का? चल". <chuckles> हां, टाय-टाय-टाय <chuckles> असं करायचो, देना म्हणजे मी जरा हे होतो आणि आमचं एक कुत्रे होतं, काळू नावाचं. मी त्या कुत्र्यावर बसायचो डायरेक्ट पायावरती करून, आणि ते कुत्रे मला घेऊन जायचं, आणि मी अशी बंदूक हातात, तशी नाही का, गब्बल सिंगसारखे घेऊन जायचो. तसं काही घोड्यावर बसून चाललोय. <chuckles> लय खतरनाक.
अच्छा. अरे वाह, वाह! हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं. <chuckles> म्हणजे खोट्या गोळ्या तुम्ही घालायचे. अच्छा. हां, हां, हां. हां. हं. <chuckles> अरे बाप रे! <chuckles> खूप छान, खूपच म्हणजे एकदम बालपणीच हरवल्यासारखं वाटलं मला आणि तुम्ही एक सांगाल का, समजा त्या खेळण्यांमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्हाला असं वाटतं? जसं तुम्ही बोललात की तुम्हाला सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं, म्हणजे तुम्हाला असं वाटायचं, त्यानंतर तुम्ही त्या त्या दृष्टीने प्रयत्न केले का असं काय?
<laughs> हं, हं. नाही-नाही. मला नव्हतं वाटत, आजोबांना वाटायचं. माझी आई म्हटली, "काही नाही बनायचं. डॉक्टर-बुक्टर बन" म्हटली माझ्यासारखा. पण मी ते पण नाही बनलो. आजोबांचं पण नाही ऐकलं. वडिलांची पण इच्छा होती, ती नाही बनलो. शेवटी मी काहीतरी वेगळंच बनलो घराच्या आखरीत. <chuckles>
अच्छा. आजोबांना. ओके. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा. खूप छान, खूप छान.
असं हां, आजोबांना वाटायचं की ह्याला बंदूक-बिंदूक आणून दिलं ना, तर हा आर्मीत जायचं वेड होईल ना, नाही का. मला झालं पण होतं, नाही असं नाही. पण अ, मला बिझनेसमन व्हायचं होतं, व्यापारी.
हं, हं, हं.

तुम्हाला सांगतो, मला लहानपणी जे खेळणं आवडायचं ना, ते एवढं सुंदर दिसायचं, की काय सांगू तुम्हाला. एकदम असं म्हणतात ना हां, म्हणजे असं अ, आनंद देणारं होतं. आणि मला खूपच आवडायचं ते. कारण की ते असं अ, बघा ना, असं गोल दांड्यासारखं गोल होतं वरती आणि खाली असा दांडा होता. खुळखुळा.
हां. अरे बापरे! अच्छा. काय होतं ते? आया. खुळखुळा. <giggles> अरे, बापरे! काय बोलता? कोणत्या रंगाचा होता ओ, तो?
खुळखुळा लय आवडायचा मला असा वाजवायला खुळखुळ, खुळखुळ, खुळखुळ. <chuckles> हां, लहानपणी आहे ना. तो अ, गुलाबी आणि हिरवा कलरचा होता. आणि पिवळा पण मिक्स होता असा. लहानप खूप लहान होतो मी तेव्हा, खेळायचो त्यानी खुळखुळ, खुळखुळ, खुळ. आणि त्यानंतर मग मला एक डमरू आवडायला लागला. शंकर भगवानचा डमरू असतो ना, ते वाजवायला खूप आवडायचं डम-डम, डम-डम, डम-डम, डम-डम, डम-डम, डम. असं खूपच अ, भारी वाटायचं मला त्यानी खेळायला. असं क पूर्ण घरात वाजवत फिरायचो मी रात्रभर दिवसभर. मला खूप मग मम्मीनी गायब करून टाकला होता कुठंतरी.
अच्छा, अच्छा. हां, हां, हां, हां. अरे बापरे! हां, हां, हां, हां. <chuckles> अच्छा, अच्छा. अरे, बापरे! अजूनही ती खेळणं आहेत का ओ, तुमच्या घरात म्हणजे अशी कुठे ठेवलेली?
<chuckles> अहो, नाही ना तेच दुःख आहे, की नाहीयेत माझी खेळणी. सगळी दिली भंगारमध्ये टाकून.
अरे, बापरे!
लहानपणीच्या आठवणी जपल्याच नाही माझ्या काही.
अच्छा, मग या खेळण्यांबरोबर तुमचा एखादा आठवणीचा प्रसंग आहे का? म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मजेशीर किंवा भावनिक घटना वगैरे?
हां. मला ते खेळणं एवढं आवडायचं ना. की मी लय खेळायचो, नाही का, खुळखुळा पण. आणि एकदा काय केला, नाही का, असं वाजवत-वाजवत आहे ना, मी एकदा एकाच्या डोक्यात वाजवला. <chuckles> हां? हां, पण तो आवाज आला ना, ते वाजल्यानंतरचा लय आवडला मला तो खरं सांगतो. <chuckles> लय भारी खुळखुळ झालं ते. आणि अ, मला ते आवडायचंच. मग आणि दुसरे, मला आहे ना कारने खेळायला पण खूप आवडायचं हां.
अच्छा. हं. अरे, बापरे! मग? त्याला लागलं का काय? अच्छा.